हां, म्हणजे गावातला निसर्गाचा त्यांना जर द्यायचा असेल अनुभव, तर मग त्यांना कुठे नेता येईल नेमकं? म्हणजे गावातच न्यायला लागेल, का शहरामध्ये पण बऱ्यापैकी करू शकतो? काय वाटतं?
हं, हं. शहरावर आता ज्यांना पॉसिबल आहे, ग ज्यान आता समजा कोणाचे नातेवाईक असतात, तर नक्कीच जायला पाहिजे, नाही का, गावाकडे. पण आता काही लोकांचे नातेवाईक जर का नसेल अ, गावाकडे, तर त्यांनी शहरातच असे काही, म्हणजे काही अशा संस्था वगैरे असतात, त्यांच्याशी थोडंसं नाही का कोलॅबोरेट करून, म्हणजे असं जगायला पाहिजे, किंवा ट्रॅकिंग वगैरे, नाही का. असे नैसर्गिक असे काही म्हणजे टूर वगैरे काढले, तर त्यामध्ये नक्की एडव्हेंचर गोष्टी. हां, तर तसं काही केलं पाहिजे. म्हणजे जायला पाहिजे, त्याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे, किंवा आपण जसं ॲज अ, पॅरेंटमधून आपल्या मुलांना तिथे घेऊन गेलो पाहिजे, नाही का.
हो, हो. नक्कीच. हो. हां, एडव्हेंचर गोष्टी किंवा काय. नक्कीच. हो, म्हणजे जेणेकरून निसर्गाशी त्यांची नव्याने ओळख होऊ शकते, आणि काहीतरी रम्यपणा अनुभवता येतो. थोडक्यात, मग हो.
हो. नक्की-नक्कीच. आता अ, एक उदाहरण द्यायचं झालं तर ना, आमच्या म्हणजे शहरातच एक "मोकळा श्वास" नावाचं ठिकाण आहे. तिथे एकदम म्हणजे अ, तो प्रोजेक्ट मला वाटते 10-15 एकर जागेवर उभारलेला आहे. तिथे ग्रामीण भागातलं जीवन कसं असते ना, त्याचं पूर्ण म्हणजे असं आहे, जसं की आपण एंट्री झाली, तर तिथे बैलगाडीने आपल्याला पूर्ण तो प्रवास. मग हुरडा पार्टी, मग ते बोरं वगैरे असतात ना गोडवाली ते, पिठलं-भाकरी यासारखे पदार्थ. मग अ, शेतात जसं हं, हं.
हं. बरं. अच्छा. आ हां. हां. वाह! म्हणजे त्यांना अ, ओळख करून दिली शेवटी, म्हणजे गावातलं लाईफ कसं असतं, असं. म्हणजे हां, हां.
नक्की. नक्कीच. तर अशा प्रकारचे काही ठिकाण वगैरे आता सगळीकडेच आपल्याला कुठे ना कुठे अशी ठिकाणं बघायला मिळतात. तर आपण आपल्या मुलांना घेऊन तिथे गेलो पाहिजे. अ, तिथला म्हणजे निसर्ग.
हो, हो. हो, हो. म्हणजे तिथं रेन डान्स वगैरे असतो, किंवा काही-काही गेम्स असतात, तसं पण असतं ना. हां, हां. अच्छा. अच्छा. हो, हो, ऐकलंय, तर छान आहे तो पण उपक्रम. आणि त्यांना नक्कीच त्यातनं गावात ही अनुभूती येऊ शकते. आणि तुम्ही पण छान सांगितलं तुमच्या गावातील नैसर्गिक आठवणी. आणि मी पण खरं रिअली एन्जॉय केलं, असं वाटतं. तर अ, छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्कीच परत भेटू. धन्यवाद आणि आभार.
नक्की नक्कीच. हं, हं, हं. हो. <chuckles>

तर असे काही अनुभव आणि कसं ना, अ, परत असे जसं तुम्ही मातीचा सुगंध वगैरे म्हणाले ना सुरवातीला पाणी, हुरडा. तर हे सगळं म्हणजे माझ्या रोजच्या जीवनातला आमचा भाग होते, जसं की आम्ही ग्रामीण भागात राहत होतो आणि आमची जी शाळा होती ना, तर ती शाळा जी होती ती दुसऱ्या गावाला होती आणि आता तेव्हा तर अशा खेडेगावामध्ये कशा इतक्या सोयी नव्हत्या नाही का, जसं ऑटो रिक्षा म्हणा किंवा असं काही प्रवासाची. तर आम्ही ना ते 3 किलोमीटरचे अंतर होत तो पायदळ जायचो हा, आणि तो रस्ता पण नुसता पायवाटप म्हणजे शेतातली पायवाटप समजू शकतो ना, मातीतून नाही का? तर अशा रस्त्याने आम्ही शाळेत जायचो. पण आता विचार केला तर ते खूप काही आपण म्हणजे काम, मोठं काम करत होतो असं वाटत पण ते
हां. हो. हां. नक्कीच. हां. हो. नक्कीच. हां, हां. अ, हो. अ, न मग एवढी पायपीट आता तरी शक्यच नाही ना आपल्याला कराय
नाही नाही. पण आम्हीच्या लहानपणी आम्ही हे सगळं म्हणजे खूप हसत-खेळत म्हणजे एन्जॉय, अ, उलट म्हणू की एन्जॉय करून जगलो हो. म्हणजे कसं आता शेतातून जायचं म्हंटल तर, शेतात कसं तुरीच्या शेंगा असतात, चना असतो, बोर, आंबे नाही का? तर त्या-त्या सीझनला, ते-ते फळ खात-खात आम्ही स्कूलमध्ये जायचो. आमच्या आणि वाटेत एक अ, असा छोटासा नाला होता.
हो. हां. हो. वॉव! मग तसं म्हणजे आंब्याचा मोहोर वगैरे किंवा आंब्याचा वास असा दरवळायचा का किंवा म्हणजे काही आवाज म्हणजे अ, ओढ्याचा आवाज किंवा नद्यांचा आवाज हां तसं काही असायचं?
हो, नक्कीच-नक्कीच हं. आहे. हो. हो, हो नक्कीच म्हणजे आता जसं की आता ही आंबे लागतात तर मग ते आता शेतात आता बरेच असे, शेता म्हटल्यानंतर आंब्याचं एखाद झाड तरी असतं नाही का? तर तो वास इतका दरवळायचा, आम्हाला म्हणजे त्या झाडापर्यंत खेचून जायचा अक्षरशः किंवा बोरीचे जे झाड असतात ना आता पावसाळा म्हणजे एखादी हिवाळ्याच्या नंतर-नंतर नाही का पिकायला लागतात, मग तो आंबट वास असा नाकात जायचा. मग आम्ही तोडायचं तो आणि खात-खात आमच्या शाळेच्या रस्त्याने जायचो. खूपच मस्त. शाळ हां, आणि चना हिरवा, हिवाळ्यात चना निघतो ना, तर चना वगैरे असा ओला चना खायचो. त्या वटाण्याच्या शेंगा बाप रे! म्हणजे आत्ताच्या मुलांना हे सगळं स्वप्नवत वाटू शकते पण आम्ही लहानपणी ते सगळं एन्जॉय केलेलं.
हां. नक्कीच. हो ना. हो, हो, हो, हो. वॉव! किती मजा ना! असं आंबा खात-खात शाळेत जायचं. हां, हां. हां. वाह! हं. ते तुम्ही खूप थ्रिल एन्जॉय केलंय. हां दिसतं तुमच्या बोलण्यातून, किती म्हणजे छान मजा येत असेल ना त्यावेळी नेमकी? नक्की.
नक्की. नक्की नक्कीच. आणि ते पायदळ-पायदळ गप्पा मारत शाळेत जा. अर्धा तास पायदळ चालत जा, पुन्हा पायदळ घरी या. <chuckles>
हां. अच्छा, अच्छा. मग अ, असं तुमच्या शेतात वगैरे काही असं मिळायचं का म्हणजे ज्वारीचं ते असतं ना कणिज म्हणा काय हां कुका, हुरडा वगैरे हां मग ते खायचं तसं?
हां, हां. कणीस, हुरडा वगैरे नाही का? हं.